कसं असतं ना, की आपली ओळख ही काही फक्त सद्यस्थितीला असलेल्या घटनांवरून ठरत नाहीत. त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात. अ, मला सांगाल का, की उदाहरणार्थ बघा भाषा असते किंवा कुठली बोलण्याची पद्धत असते, याने काय होतं, की तुमची ओळख निर्माण होते, एक वेगळी ओळख पडते तर तुमच्या बाबतीत असं काही आहे का? मला सांगा जरा.
हो ना. अ, मी तुम्हाला माझा एक प्रसंग सांगेन. की जेव्हा मी माझ्या महाविद्यालयामध्ये जायला सुरुवात केलेली फर्स्ट इयर होतं आणि तेव्हा मी तर नवीन होती. आणि कॉलेजमध्ये सगळं इंग्लिश बोलायचे. आणि ते इंग्लिशमध्ये कोणी असं घसरायचं नाही, की आता हिंदी पण येते याला की याला मराठी पण येते की याला पंजाबी येते की याला दुसरी मग मलयालम येते, असं कधी समजू म्हणजे मला वाटायचंच नाही, की यांना दुसरी भाषा येत असेल म्हणून. पण कधी-कधी असं होतं ना ठेस लागली, की आपण आई गं करतो. हो की नाही? तसंच झालेलं आमच्या इथे ना, टप्पे-टप्पे असे, पायऱ्या असतात ना. तशा ठिकाणी असे बेंच ठेवलेले होते. आणि मग वरती चढत जाता-जाता, जाता माझी एक मैत्रीण, तिची ठेच लागली. आणि ती मोट्ठ्याने किंचाळली. आई गं! आय वास लाइक, मराठी! अरे! <chuckles> म्हणजे ते लागलं त्याचं राहिलं बाजूला. मला खुशी याची झाली म्हणून मला आनंद याचा झाला, की ती मराठी बोलते. कारण जवळ-जवळ महिना होत आलेला मी त्या कॉलेजमध्ये जाते. खाली सर शिकवतायेत इंग्लिशमध्ये. आम्ही ऐकतो इंग्लिशमध्ये. ही लोकं आजू-बाजू बोलतायेत इंग्लिशमध्ये. आणि त्याच्यामध्ये पण असं काहीतरी ऐकल्यावरती असं मन शांत झालं ना, की अरे कोणीतरी मराठी आहे! म्हणजे भारी वाटलं मला, तेव्हा भारी वाटलं. आणि मी तुम्हाला सांगेन, की आता मी चौथ्या वर्षात आहे. आणि तिची आणि माझी मैत्री खूप घट्ट आहे कारण आम्ही सारखी भाषा बोलतो. कारण कसं असतं ना, बोलता-बोलताना आपल्याला एक कम्फर्ट, कम्फर्ट झोन येतो, की यांचं आणि माझं पटतं. किंवा आपली संस्कृती सेम असते. आपली भाषा सेम असल्यामुळे आपलं मग जेवणाची रीती सेम असते. आपले गोष्टी बघितलेल्या सेम असतात. चित्रपट बघितलेले सेम असतात. संगीत ऐकलेलं सेम असतं. आणि मग ती अशी एक अ, वेगळंच असं कनेक्शन जमतं ना, तसं होऊन जातं. आणि मी तर बोलेन, की भाषा ही माझ्या आयुष्यात तर खूप मोठा रोल प्ले करते कारण मी अ, घरी न राहता बाहेर राहिले आहे. आणि बाहेर राहताना मी हॉस्टेलला जेव्हा राहिली ना तेव्हा पण मी खूप साऱ्या नवीन-नवीन लोकांना भेटायची आणि त्यांचा बॅकग्राऊंड कसा आहे, हे ऐकायला मला भारी मजा यायची. आणि माझं असं आहे, की मी लोकांना 100 प्रश्न विचारणार आणि एंटरटेन करणार. म्हणजे तुम्ही बोला मी ऐकेन. तुम्ही खूप बोला मी ऐकेन. पण मला शिकता आलं पाहिजे काहीतरी. मग मी खूप साऱ्या अशा लोकांना भेटलंय. आणि मी बोल-सांगेन, की आता जरी मी बाहेर खायला जरी गेली ना, आणि मला दुसरा काहीतरी शब्द आठवला किंवा ऐकला का मी अशी बघत असते.
नक्की. हं. अच्छा. <chuckles> नक्कीच. हो. अरे यार! <laughs> अरे वाह! अरे वाह! <chuckles> हं. अरे वाह! खूप महत्वाचं. अच्छा. <laughs> नक्कीच. हम्म. अरे वाह!
ब्रो, म्हणजे त्यांच्या ना एक्सेंटमधून समजतं. साउथ, नॉर्थ, महाराष्ट्र म्हणजे एवढी, एवढी सवय झालीये ना डायव्हर्सिटीची एवढी सवय झालीये, की समजून येतं, की हा एक्सेंट आहे ना, ही साउथवाली लोकं अशी बोलतात. मग त्यांचा इंग्लिशचा टोन वेगळा आहे, मग त्यांची मरा हिंदी बोलायचा टोन वेगळा आहे. आणि त्यांना मराठी फा फारशी येत नाही. त्यांना हो नाही समजतं. आणि मग त्यांना आपण हातवारे करू ना ते समजतं. किंवा त्यांची हिंदी बोलायचा जो टोन आहे तो वेगळा आहे. किंवा आपण आपले मराठी भाषेमध्ये पण बघा ना. कोल्हापूरचे असतात, नागपूरचे असतात, काही लोकं कोकणचे असतात, विदर्भातले असतात, ते पण ओळखायला खूप ईझी जातं. कारण आपण हां. जेव्हा वेगवेगळ्या लोकांना भेटतो ना त्यांचं बोलतो तेव्हा समजून येतं, की अरे ह्याची भाषा वेगळी आहे. त्याची भाषा किंवा बोलण्याचा तोल असा आहे, पण त्याचा बॅकग्राऊंड तर तसा आहे. तो तिकडून आला, त्याची मम्मी तिकडून आली, तिचे पप्पा तिकडून आलेत म्हणून तो असा बोलतोय. आणि मग त्याचा प्रभाव आहे ना याच्यावर पण पडतो, की तो हॉस्टेलला किती वर्ष राहिला? तो बाहेर किती वर्ष राहतोय? मग त्याला अजून किती भाषा येतात? त्याच्यावरती पण बोलायचा जो तोल असतो तो पण असा घसरतो लोकांचा. म्हणजे असं बोलायला हरकत हां. हं.
<laughs> हं, हं. नक्कीच. नक्कीच. खूप म्हणजे खूप. <laughs> खूपच छान! नक्कीच म्हणजे काय होतं, की आपण जास्त भाषा म्हणजे बघा ना तुमचं जसं बोललं, की अरे बापरे! सगळे इंग्लिश बोलतायेत. आणि क्वचित महिन्यानंतर असं समजलं, की ही मराठी बोलते. म्हणजे ते जे काही प्रेम होतं ना ते इतर लोकांकडे बघण्यापेक्षा त्या व्यक्तीबद्दल, की बा आता माझं कुणीतरी भेटलं आहे. ही माझी आहे. आणि कसं होतं ना आणि आपण बघतो बघा तुम्ही म्हटले साऊथचा हा टोन इकडचा त्यांच्या गेस्चरवरनं समजतं. कधी असा अनुभव आला की बघा बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला ती भाषा येत नाहीत आणि नेहमी अ, साऊथकडे गेल्यानंतर असं होतं म्हणतात, की बऱ्याचदा इंग्लिश बोलणारी लोकं नसतात. आपल्याला कॉमन लोकांना इंग्लिश येत नाहीत. त्यामुळं त्यांना जर काही पाहिजे असेल ते फक्त म्हणतात धिस इज. त्या गोष्टीचं नाव माहीत नसते. अन्नपदार्थ धिस इज फक्त बोट करायचं. हे धिस इज आय वांट धिस इज <laughs> असा अनुभव आलाय का कधी?
हम्म. हो. हम्म. हो. हं. <laughs> <chuckles> म्हणजे हातवारे करणं हे हातवारे करणं हे खूप भारी गोष्ट आहे. मला वाटतं, की मी सांगेन, की माझ्या ना रूममेट साऊथ इंडियन होत्या. आणि काही नाही समजायचं मराठी बोलते मी सगळं डोक्यावरून जायचं. म्हणजे मी मूर्ख जरी बोलली तरी ते हसतील. कारण त्यांना समजतचं नाही. समजतच नाही आहे ना. म्हणजे विषय काय घडतोय मी काय बोलते त्याचा अर्थच लागत नाही आहे. आणि त्यांची हिंदी पण कच्ची होती कारण असं नाही ना, की अ, साऊथ साईडला हिंदी थोडी कमी बोलली जाते. त्यांची स्वतःची भाषाला प्राधान्य जास्त आहे. मग एक स्टँडर्ड लँग्वेज म्हणजे इंग्लिश. इंग्लिशमध्ये बोलायचं आणि इंग्लिशमध्ये समजवायचं. पण आता मला कधी-कधी होतं, की मला आठवतच नाही इंग्लिश. आणि मला बोलायला पण कंटाळा आलाय. कारण कॉलेजमधून जाऊन पण मी बोलून येते. आणि मी हिच्यासोबत पण हेच बोलू. भारी होऊन जातं ना ते. माझी भाषा बोललीच नाही मी. मग एकदा काय झालेलं, की अ, मी राहते रूममध्ये त्या मुली राहायच्या बाहेर. आणि माझाच हे होता आणि माझ्या इथला गीझर काय खराब झालेला. आणि मला नळ कसा वर्क होतो हे विचारायचं होतं. आणि मी तिला विचारते, की अ, हाऊ धिस वर्क्स? मग ती मला सांगते आणि मी म्हणते नळ, नळ आणि ही बोलतेय काय <chuckles> आता मी आठवते नळाला इंग्लिशमध्ये काय बोलतात? नळाला इंग्लिशमध्ये काय? मला आठवत नाही पण मला आठवायचं नाहीये. मला नळच बोलायचंय. म्हणजे असं पण होऊन जातं. मग मी तिला उठवलं आणि तिला सांगितलं थिस थिंग अ, मतलब कैसा घुमाना है? मग हिंदी पण आली माझी तिथे, मराठी पण आली आणि इंग्लिश पण आली. आणि मग नंतर ती 5 मिनिटांनी प्रोसेस केलं तिने, की हिला बोलायचं काय आहे? बोलायचं काय आहे? नंतर मी गीझरकडे दाखवलं ते हे ऑन आहे. त्याचा मला वापर करायचा आहे, मला गरम पाणी पाहिजे.
हं. हं. <laughs> नक्कीच, असणारच. हो. हो. हो ना. अच्छा. अरे. <giggles> <laughs> <giggles> अरे वाह! किती सुंदर आहेत ना ते वातावरण. म्हणजे मी कल्पना करूनच कसं वाटतं की, किती छान वाटतंय. खूप सुंदर. आणि बघा ना मग हे झालं भाषेचं की ह्या भाषेमुळं ना आपल्यात आपुलकीपणा पण वाढतो. आणि आपलं एक वेगळं व्यक्तिमत्त्व घडतं. आपल्याला किती भाषा येतात ते खूप महत्त्वाचं. तुम्हाला जर्मन येते, इंग्लिश येते, कन्नड येते, तेलुगू येते, हिंदी येते, मराठी येते. हे सगळं खूप छान आहेत तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. किंवा तुम्ही बाहेर अ, कुठं अ, स्वतःला एक्सप्रेस करतायेत मॅनेज करतायेत. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे म्हणजे करिअर लाईफमध्ये. पण कसं असतं ना माणसाचं एक करिअरचं जीवन असतं आणि एक स्वतःचं वैयक्तिक जीवन असतं. आणि मला असं वाटतं की करिअर जीवनामध्ये की हे प्रोफेशनल लँग्वेज आपण नक्कीच यूज करायला पाहिजे. पण वैयक्तिक जीवनामध्ये ना या तुम्हाला काय वाटतं की ही जी मराठी भाषा आहे. किंवा एखाद्याची हिंदी मातृभाषा असेल त्याच्यासाठी हिंदी. ज्याची इंग्लिश आहे त्याच्यासाठी इंग्लिश. आपण मातृभाषेचा काय रोल असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये? अ, करिअरमध्ये तर या प्रोफेशनल लँग्वेज आल्यास त्याचा काही इश्यूच नाहीत.
हो. हो, ना. हम्म. हो. खूप भारी मोठा म्हणजे मोठा प्रभाव असतो. म्हणजे आता बघा ना, मी मराठी नसच बोलत रोज-रोज तर माझी मराठी घसरते. मग ती मराठी हिंदी हिंदी मराठी होते. मग मराठी इंग्लिश होतं आणि मग कधी-कधी एखाद्या अशा व्यक्तीला आपण भेटतो ज्याची शुद्ध मराठी आहे. मग ती व्यक्ती आपल्याला शिकवून जाते की, "मराठी कशी बोलत आहात. महाराष्ट्रामध्ये राहते ना तू? मग तुला मराठी का नाही येत?" आणि मग बोलता-बोलता समजत आहे ना, सुरवात कधी-कधी होते इंग्लिशमधून कधी-कधी होते इंग्लिश म हिंदीमधून. मग ते लोकं बोलतात, "तुला मराठी येते का?" म्हटलं, "हो, मराठीच आहे" आणि ती लोकं मग तोंडावर बघतात. "मराठी आहे, मग काय आधी सुरुवात कशी करायची असते? आपण कसे बोलतो? आपल्याला कसं शिकवलेलं आहे? आपली संस्कृती कशी आहे?" म्हणजे मोठ्यांचं असं असतं, की आपली मातृभाषा जी आहे त्याच्यावरती आपला खूप मोठा अभिमान असला पाहिजे आणि सुरुवात त्यानेच केली पाहिजे. पण अ, डायव्हर्सिटी जास्त असल्यामुळे कधी-कधी नाही समजत, की आपल्याला हे बोलायचं आहे, आपल्याला ते बोलायचं आहे आणि आपण घाईत पण असतो खूप साऱ्या डोक्यात एवढे विचार सुरू असतात. पण मला वाटतं भाषा आपली स्वतःची असते ती बोलणं आणि जपणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण ते बोलल्यानंतर जो आनंद भेटतो ना, तो वेगळा असतो.
हं, हं. नक्कीच. <laughs> <chuckles> नक्कीच. खूपच छान. नक्कीच, तो आत्मविश्वास मला नाही वाटत काही इतर कुठल्याही भाषा बोलताना होत असणार. तो आपला आत्मविश्वास मराठी जेव्हा बोलतो ना आपण किंवा असं पण म्हणतात, की मराठी, मराठी बोलणारी लोकं जर काही इतर वेगळ्या देशांमध्ये जरी भेटली ना, तरी त्यांच्यामध्ये इतकी आपुलकी निर्माण होते, की बस, आता हाच माझा घरचा-दारचा सगळा कोण असेल तो. आणि नक्कीच पण बघा ना, आपल्या जेवणावरती पण खूप छान आपल्या संस्कृतीचा खूप प्रभाव आहे. आपल्या जेवणावरती, तर तसला कुठला अनुभव सांगता येईल का, की ज्याने तुमची ओळख निर्माण केली?
हो. हो. हो ना. हो. अ, मी सांगते माझी रूममेट होती एक. ती ना, 2 महिन्याची इंटर्नशिपसाठी आलेली फोटोग्राफीसाठी म्हणून हां. आणि ती आलेली बंगलोरवरुन म्हणजे कर्नाटकातून आणि ती मुंबईत आली आणि आम्ही राहत होतो. आणि गुढीपाडवा होऊन गेलेला, त्या गुढीपाडवा होऊन गेला म्हणजे पुरणपोळी नाही खाल्ली, असं होतं का आपलं? पुरणपोळी पाहिजे. मग अ, माझी मी तेव्हा माझ्या बहिणीसोबत राहायची मोठ्या आणि आम्ही पुरणपोळी घेऊन आलो. आम्ही दूध आणलं पुरणपोळी आणलं कधी पुरणपोळी लोणच्यासोबत खाल्ली आहे का?
अच्छा! अच्छा! नक्कीच. <chuckles> नक्कीच. हो. अरे बापरे! मी तर नाही खाल्ली बाबा कधी. <laughs>
खाऊन बघा, आम्ही खातो. खूप भारीक लागते. मला ती ना, म्हणजे आंबट-गोड चव आणि त्याच्यामध्ये थोडं काहीतरी गोड असेल, तर छान लागतं. मग आम्ही आमचं असे दोघीचं खात होतो पुरणपोळी टेबल वगैरे मस्त बसवलेला दूध घेतलेलं, पुरणपोळी घेतलेलं, लोणचं घेतलेलं एकदम असं ताव मारत होतो. आणि ती मुलगी थकून आली तिथं. हां, तिचं काम झालं, ती थकून आली अन ती आम्हाला विचारते, की "अरे ये क्या गुल, गुल और ऐसी रोटी तो दिखता नहीं!" ती विचारत होती. हि हिंदीमध्ये बोलत होती. अशी तर म्हणजे चपाती तर अशी दिसत नाही, मग तुम्ही काय खाताय? मग आम्ही तिला सांगायला लागलो, की आता गुढीपाडवा झाला आमच्या इथे, नवीन वर्षाची सुरुवात झाली. आणि आमच्या इथे गोड-धोड करतात. ह्याला पुरणपोळी बोलतात आणि जेव्हा त्या मुलीने पहिला घास खाल्ला. तिने बॅग ठेवली आणि बसली, "मेरे को भी ले लो." <chuckles> मी पण खाणार. <chuckles> आता ही पुरणपोळी मी पण खाणार. कारण आम्ही खूप सारे घेऊन आलेलो आणि खायचं म्हटलं आपल्याला असं होतं ना, की 2-3 दिवस मस्त खायचं असतं, आपल्याला पुरणपोळी म्हटल्यावरती. मग ती बसली आणि तिने लेजिट 2 पुरणपोळ्या खाल्ल्या मस्त. आणि नंतर मग ती फ्रेश व्हायला गेली. म्हटलं, "अभी मेरा मन शांत हो गया." म्हणजे अशी ती हिंदीमध्ये बोलत होती, की आता मला खूप छान वाटतंय आणि प्रसन्न वाटतंय खाल्ल्यासारखं वाटतंय काहीतरी. कारण कसं आहे ना, बाहेर राहताना आपण आहे ना, खाणं म्हणजे बर्गर, पिझ्झा, Swiggy करणार, Zomato करणार, पनीर खाणार असं असतं आमचं. पण असं काहीतरी खायला भेटलं, की भारी वाटतं.
अच्छा! अरे वाह! वाह! वाह! हं. अच्छा! <laughs> <laughs> हं. हो. अरे वा! खूपचं छान. आता काय बोलायचं त्याबाबत? हो ना. आणि बघा, खरंच हे जेवणाचं, जे की आपण म्हणतो, की असं म्हणतात, की जेवणाचा पण आपल्या विचारांवरती खूप मोठा प्रभाव पडतो. आपण काय खातो? कसं खातो? त्याने आपले बॉडीमधलं अ, ते जे काही हार्मोन्स असतात, ते पण चेंज होतात आणि जेणेकरून आपला एकूणच विचार बदलतो. तर खरंच आपलं महाराष्ट्रीयन जे खाणं आहेत, जी संस्कृती आहे ती खूप सुंदर आहेत. आणि तुम्हाला अनुभव आलेला जो आहे, तो पण खूप छान आहेत. आपण आता जाऊया संगीताकडे आणि म्युझिक शिवाय आपल्या जीवनाला काही अर्थ आहे का? असं कोणी आहे का? जे <chuckles> ज्याने संगीत ऐकलं आणि अरे छोटं बाळ जन्माला येतं ना, ते पण मोबाईलवरती संगीत ते लोरी लावूनच झोपलं जातं.
हं. हो. नक्की. बिलकुल नाही, दिवस नाही जाणार. <chuckles> हो ना.
तर तसला काही अनुभव आलाय का तुम्हाला काही सांगाल मला जरा?
अ, संगीत मी सांगेन ना अ, कॉलेजमध्ये माझ्या जसं मी बोलली इंग्लिश भारी बोललं जातं आणि तेव्हा कोणतरी मराठी संगीत लावलं. हं. अरे, मी तर बघते कोण लावलं हे. मला पण बघायचं आहे कोणी लावलं आहे एवढं भारी गाणं कोणी लावलं आहे. कारण आपण जेव्हा आपले मराठी कोळीगीतं ऐकतो किंवा आपले जे लावणीवरची जी गाणी असतात ना ठेके देणारी ती ऐकतो. तेव्हा असं मन शांत होतं आणि आपलंसं वाटतं, की हे कोण ऐकतं आहे एवढा म्युझिक टेस्ट चांगला कोणाचा आहे. म्हणजे एवढी डायव्हर्सिटी जरी असती ना तरी मजा येते बघायला, की अरे, एवढं चांगलं गाणं कोण ऐकतं आहे कारण आपण जेव्हा मराठी गाणी ऐकतो तेव्हा ती जुन्या काळातली ऐकतो. कोळीगीतं जेव्हा ऐकतो तेव्हाच जुनी ऐकतो कारण आपल्याला अ, तिथलं जे कनेक्शन असतं ते वेगळं असतं घरच्यांसोबतचं कनेक्शन असतं ना तसं फील होतं. पण असंच झालेलं कॉलेजमध्ये आमच्यांना फेस्ट सुरू होते आणि फेस्टमध्ये मग लोकांचं असं असतं, की आपला वर्ग आपला नाही सगळ्यांचा. कोणीही कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये मध्ये जातं आणि येऊन बसतं. मग असंच मला आठवतं आहे, की ए-आय-डी-एस म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ना, त्या डिपार्टमेंटली लोकं कोकणची मुलं होती ती आणि ती वरती येऊन बसली आणि तुम्ही वसईकर मसाला म्हणून एक गाणं आहे. ऐकत होती आणि मी ऐकलं ना मला भारी वाटलं, अरे बापरे! एवढा म्युझिक टेस्ट कोणाचा चांगला आहे आणि मी त्या मुलांना जाऊन भेटली आणि मी विचारलं, "की तुम्ही मराठी आहात का?" ते बोलले, "हो." कोकणचे का म्हटले हो? अरे वाह! <laughs>
हं. <laughs> वाह! वाह! वाह! हं. <laughs> हो. नक्कीच. हो. हो. ते असतं. हं. वॉव! ऐकलेलं आहे रे! <laughs> <laughs> मग आपण सगळे भाई-भाई आपण सगळे एकच आहोत.
मगं काय, आम्ही आतापर्यंत मी सांगेन तुम्हाला त्यांच्यासोबत मी हॅकेथॉन्स असतात ना, कोडिंगचे काही कॉम्पिटिशन्स वगैरे आम्ही सोबत जातो. आय वॉज लाइक भाई अब तुम, साथ ही है हम. <laughs> आपण काय वेगळे नाही आहोत, आपण सोबतचेच आहोत. म्हणजे त्याच्यातून आहे ना, एक नवीन मैत्री क्रिएट होते जी आपल्याला वाटत नाही की एवढी टिकेल म्हणून. अन्न, भाषा आणि संगीत जे आहे ना, ते आपण लोकांना जोडत असतं. आपली ओळख सांगत असतं की माझा बॅकग्राऊंड हा आहे. मी इथून आले म्हणून.
हो. हं, हं. <laughs> नक्कीच. नक्कीच, खूपच छान. खूप छान. म्हणजे याने किती बदल घडवला, तुमची मैत्री वाढली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमकी आपुलकी आणि प्रेम खरंच ते अप्रतिम असतं नाही का, की कुणीतरी आहेत, मराठी बोलणार आहेत आणि त्या मराठीमुळे आपली सगळी बॉन्डिंग वाढत गेली. खरंच खूप आपलेसापणा वाटतो नाही का, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सगळे वेगळे आहेत, सगळे इंग्लिश बोलणारे आहेत किंवा सगळे अ, वेगळ्या याच्यातनं येतात आणि कुणीतरी एकदमच मराठीवालं असेन किंवा महाराष्ट्रीयन जेवण करणारा असेन किंवा मग मराठी संगीत ऐकणारा असेन.
हो, ना. हं. हो, ना.
तेव्हा म्हणजे तो अनुभव घेण्यासारखाच असणार आहे.
हो मग काय मजा येते आणि भारी वाटतं आहे की आपलंस कोणीतरी भेटलं. कारण कसं आहे ना, खूप सारी लोकं असतात ज्यांच्यासोबत आपण बघ बघत असतो भेटत असतो, पण आपलेपणा खूप कमी लोकांसोबत येतो. आणि जेव्हा भाषा अन्न आणि संगीत त्याच्यामध्ये असतं ना, तेव्हा आपल्याला आपलेपणा शोधावा लागत नाही, तो असतोच तिथे. फक्त आपण इथे एक्झिस्ट करावं लागतं असं वाटतं मला.
खूप महत्वाचं. नक्कीच, खरंच. खूपच छान! खरंच म तुम्ही मला जी काही माहिती सांगितली आणि भाषा, अन्न, आणि संगीतामुळे तुमची जी काही ओळख निर्माण झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स आपल्यामध्ये जी काही आपुलकी असते, ते आपुलकीनं आपण सगळ्यांना कसं एकमेकांना सोबत करतो आणि आपल्याला ओळखतो, ती आपुलकी तुम्ही मला ना ही सांगितली खरंच खूप छान वाटलं हां, तुमच्यासोबत बोलून मला. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.
तुमचेही आभार आणि धन्यवाद.